हो कारण की तुमचा तुम्ही काय स्वतःहून कन्फर्म करून देतात ना, ॲक्सेस त्यांना देऊन देतात ना, ती गोष्टच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन काय असतं की तुम्हीच स्वतःहून इकडून तुम्ही त्याला ॲक्सेस देतात, जेव्हा तुम्ही तुमचं अ, Google अकाउंट लॉगइन करतात आयडी पासवर्डनी, तेव्हा तुमच्या एका ज्या मोबाईलमध्ये तुम्ही लॉग्ड इन असतात तिथं मॅसेज जातो ना तुमचा, की अ, इझ धिस युअर अकाऊंट ई ऑर दी इज धिस अ, यू युझर. मग तिकडे तुम्ही येस ऑर नो दाबतात. बरोबर की नाही.
हां, हां, हां. ओके. बरोबर, बरोबर. जे थोडंफार ते इंटरनल असल्यामुळे ते थोडंसं गोंधळ होतो आणि ते होऊन जातं इंटरनली आपल्याला कळतसुद्धा नाही, म्हणजे आता आपण थोडी आत जाऊन बघतो आपण काय ॲक्सेस दिलाय की नाही असं.
मग जर येस दाबलं, तर तुमचं अकाउंट लॉगिन होईल. हो. हं. हो. पण ती लिंक तीच असते की तुम्ही ॲक्सेस, येस म्हणून ॲग्री करून तुम्ही त्यांना ॲक्सेस देताय.
अरे, बापरे! हां, हां, म्हणून ॲग्री करताना पण आपण टर्म्स अँड कंडिशन्स कधीच वाचत नाही, तर वाचले पाहिजे म्हणजे.
हो, ते वाचले पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण आणि थर्ड पार्टी ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल नाही करायचे, जेणेकरून ते तुमच्या ट्रान्झॅक्शनवरती अफेक्ट करतील आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर कुठलं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन करत असणार यु-पी-आय थ्रू किंवा डिजिटल पेमेंट थ्रू बँकच्या सॉफ्टवेअर थ्रू तर कुठल्याच पब्लिक वायफायला कनेक्ट करायचा नाही तुमचा फोन कारण की पब्लिक प्लॅटफॉर्मला तुम्ही कनेक्ट केला म्हणजे तुम्ही जो यु आयडी आणि म्हणजे तुमचा क्लायंट आयडी आणि पासवर्ड जो एंटर करतात, तो सगळ्यात पहिले राउट होऊन त्या राउटरला जातो आणि त्या राउटरवरनं मग तो ते कंपनीच्या सर्व्हरला जातो.
हां, हां. अच्छा! अच्छा, एवढं टेक्निकल तर कुणालाच माहीत नसतं, एवढं आपल्याला काय बाबा फ्री मिळतंय, लावा धडाधड करा गोष्टी डाउनलोड वगैरे.
त्या बँकच्या सर्व्हरला जातो. हो. मग जर हं. मग त्याच्यामध्ये काय असतं ना, मल्टिपल युजर्स कनेक्टेड असतात आणि ते मल्टिपल युजर कनेक्टेड असल्यामुळे जर एक थ्रेट युजर राहिला आणि त्यानी तुमचा डेटाला इंटरप्ट करून घेतलं मग? तुमचा आयडी पासवर्ड तर कॉम्प्रोमाईज होऊन गेला ना त्या टायमाला.
हां. अच्छा. बरोबर. म्हणजे किमान अ, पब्लिक ह्याच्यावरती अ, बँकेचे महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन्स नाही करायचे.
हो, अव्हॉइड करायची आहे त्या गोष्टी कारण अ, किंवा तुम्हाला कधी-कधी लोकांची काय हं, कधी-कधी लोकां हं, ना काय अडचण येते
अच्छा, मग प जेव्हा प्रायव्हेट लिंक हां, हां, म्हणजे आपलं मोबाईलचं वगैरे ह्यानी होऊ शकतं ना म्हणजे.
हं.
म्हणजे पब्लिकचा नाही वापरायचा फक्त.
पब्लिकचं नाही वापरायचं, पर्सनल हॉटपॉट अ, हॉटस्पॉट घेऊन घ्यायचं, जर तुमच्याकडे नेट नसेल तर.

ब्लॅ रेड फ्लॅग आहे हा व्यक्ती की यांनी यू-पी-आय वरती पेमेंट घेतलं नाही. हा आपल्याला सांगतोय की तुम्ही या लिंकवरती पेमेंट करा आणि तो हा आणि तो सगळ्यात पहिले हं.
अच्छा. अच्छा. म्हणजेच कुठलाही सामान्य माणूस यू-पी-आयचा लिंक देईल जो अ, फोन नंबर असतो किंवा हां, किंवा यू-पी-आय आयडी येईल हां, हां.
लिंक नाही देणार, तो त्याचा फोन नंबर देईल किंवा हो, आयडी देईल किंवा तो स्कॅनर प्रोव्हाईड करेल. पण या व्यक्तीनी आम्हाला अ, लिंक टाकली आणि आम्ही सतर्क झालो. म्हटलं हा काहीतरी रेड फ्लॅग आहे आणि समजा तुमच्या अकाउंटमध्ये त्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे राहिले, तुम्ही लिंकवरती क्लिक केलं आणि पेमेंटलाच तुम्ही ऑप्ट केलं ना, तर तुमच्या अकाउंटमधला संपूर्ण पैसा विथड्रॉ केला जातो.
अच्छा. हां, हां, बरोबर. हं. हं, हं. हं, हं. बापरे! पण आपण ते पेमेंट करताना संख्या टाकतोच ना, एवढ्या रकमेची, अ, पेमेंट करायची आहे.
नाही. त्या लिंकमध्ये काय होतं तुमच्या मोबाईलचा एक्सेस त्या समोरच्या पार्टीला भेटून जातो आणि तो, त्या अ, हो, हॅकिंगच होतं ते एक प्रकारचं. पण ते लिमिटेड टाईमसाठी होतं आणि मग त्याच्यामधनं तो ट्रान्झॅक्शन थ्रुपूट करून घेतो आपलं वाल. मग अशा गोष्टी ना, आपण टाळल्या पाहिजे आणि सगळ्यात पहिले तर आपण
अच्छा. मग ते हॅकिंगच झालं की एक प्रकारचं. अच्छा, अच्छा. बापरे! पण आता तुम्ही तर कॉम्प्युटर सायन्सची मुलं म्हणून तुम्हाला कळलं, सामान्य माणसाला कसं कळायचं?
हं.

हो, ती लिंक तुम्हाला आता WhatsAppला अशा खूप साऱ्या लिंक येतात, त्याच्यामध्ये एक बारीकशी लिंक टाकून दिली आणि किंवा तो मा माणूस स्वतःहून तुम्हाला ती लिंक पाठवतो. आता कसं होतं, एक संदर्भ सांगतो मी तुम्हाला की माझ्या मित्रासोबत काय झालं, की त्यानी त्याचं एक प्रोडक्ट विकायला ठेव म्हणजे ती अ, त्यांनी समोरच्या व्यक्तीनी आहे ना बाईक विकायला ठेवलेली होती ओ अं, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर मग तिथून माझ्या मित्राला ती आवडली. मित्रांनी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला. आणि तो व्यक्ती काय सांगायचा की मी इं म्हणजे आर्मीमध्ये आहे. मी येऊ शकत नाही. तुम्ही अ, ही ऑनलाईन गाडी मी तुम्हाला पाठवून देईल तुमच्या लोकेशनवरला. मग त्याने ती गाडीचा व्हिडिओ करून सगळं काही गोष्टी त्याने डिटेल्स पाठवल्या. मग त्यानी काय सांगितलं मित्राला की तुम्ही ह्या लिंकवरती पेमेंट करा.
हां, हां. अच्छा. बरं. अच्छा, गाडी समोर का?
म्हटलं जर यू-पी-आय आहे जर म्हटलं आमच्याकडे
अ, गाडी समोर नव्हती?
आमच्या गाडी समोर नव्हती. त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे गाडी होती ना ती जो वाप
पण व्हिडिओवरतूनच बघून मग लिंक म्हणजे पेमेंटला तयार झालात तुम्ही?
हो, मित्राला आवडली होती गाडी आणि कसं आहे आता ऑनलाईन आपण शॉपिंग करायला लागलेलो आहे, तर त्याची भीती तर मिटलेलीच आहे सगळ्यांमधनं आहे ना आणि त्यानी जर आर्मीचं नाव घेतलं, इंडियन आर्मीचं तर मग माणूस कसा ट्रस्ट करतो त्या व्यक्तीवरती. तर मग मग आम्ही ट्रस्ट केलं म्हणजे मित्रांनी ट्रस्ट केला.
अच्छा. हां, हां, हां. हां, हां. बरोबर. हां. म्हणजे तो खरोखरचा नसेलही. तसाच बोलायला म्हणून त्यांचं असं हे असेल, गफला करण्यासाठी टॅग लाईन असेल त्यांची. हो.
हो, हो, हो, हो, हो. हो. म्हणजे गफल्या करण्यासाठी नाव घेतलं हां. मग त्यांनी तसं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तू तुम्हाला मी ही लिंक पाठवतोय, माझं यू-पी-आय काम नाही करत आहे आणि तुम्ही याच्यावरती पे करा. पण कसं आहे ना आम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी लगेच समजून जातात. अरे

अच्छा! चालेल, चालेल.
एखाद्या व्यक्तीचं पर्सनल हॉटस्पॉट घ्यायचं, तर ह्या गोष्टीच्या जर आपण काळजी बाळगली ना, तर निश्चितपणे ऑनलाईन पेमेंट करण्याला आपल्याला काही डर नाही आहे. अगदी मिनिटात तुमचं लाखापर्यंतचं पेमेंट तुम्ही घरी बसल्या पाठवू शकता. तुम्हाला बँकेत लाईनीमध्ये उभं राहण्याची गरज पडत नाही आणि हे व्यापाऱ्यांसाठीही खूप सोयीस्कर झालं आहे नाहीतर व्यापारी
हो. हो, व्यापाऱ्यांसाठी पण खूप सोयीस्कर झाले तुम्ही बोलताना एकदम त भाजी मार्केटमध्ये प्रत्येक ठेल्यावरती आता हल्ली ते स्कॅनर वगैरे दिसतात. अ, एकदम कोपऱ्या-कोपऱ्यापर्यंत पोहचले. हे तर अ, हे झालं ग्रामीण भागात आपण म्हणतो की बँकिंग सुविधा कमी आहे. पण अ, यू-पी-आय सगळीकडेच पोहचलंय ना आता.
हो. हं. हं. हो, हो, हो. तरी याच्यामुळे काय होतं ना, की जे व्यापारी आहेत यांना दर संध्याकाळी त्यांचा व्यापार झाल्यानंतर बँकेत भरणा करायला जावं लागायचं. तिथे ल तासोंतास लाईनीमध्ये उभे राहायचे. पण आता यू-पी-आयमुळे त्यांना ते काम कमी झालं, त्यांचा व्यापार ते तेवढा टाईम जास्त चालवू शकतात.
म्हणजे ते पोहचायला हां, हां. हां. बरोबर, हां. हां, हां. बरोबर, हो.
हा त्यांना प्रॉफिट झाला. म्हणून यू-पी-आय सोयीस्करचं झालं सगळ्यांसाठी चांगलंच आहे. त्याचा वापर आपण कसा चांगल्या पद्धतीने करतो ना ते आपल्यावरती डिपेंड करतं.
नक्कीच, नक्कीच. हो, हो. म्हणजे डिजिटल पेमेंटचा अजून काय फायदे होऊ शकत अ, असू शकतात आणि अजून काही सुधारणा त्यात होऊ शकते?
डिजिटल पेमेंटमध्ये त्यांनी आता काय केलं पाहिजे की ओ-टी-पीसोबत इन्क्लूड करून द्यायला पाहिजे. जसं यू-पी-आय आयडीसोबत त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे ना त्याला. तर ते त्याच पद्धतीने अजून एक सिक्युअर प्लॅटफॉर्म त्यांनी केलं पाहिजे किंवा टोकनायझेशन त्या पेमेंट सिस्टममध्ये आणलं पाहिजे जेणेकरून तुमची सिक्युरिटी ही कॉम्प्रोमाईज होणार नाही.
अच्छा, अशा पण गोष्टी असतात का?
हो.
हं आणि
अ, टोकनायझेशन म्हणजे काय असतं ना की आपण अ, समजा मी तुम्हाला बोललो माझं नाव सांगितलं तर मी ते नाव तुमच्यापर्यंत मी जेव्हा पोहचवतोय ना, तुम्हाला ते दुसऱ्या अ, म्हणजे समजा मी ए-बी-सी तुम माझं नाव आहे, तर मी तुम्हाला ते नाव पाठवेल ना तेव्हा ते एक्स-वाय-झेड पाठवेल आणि तेव्हा तुमच्याकडे त्याची की असेल ती उघडण्यासाठी म्हणजे ऑटोमॅटिक हो, हो, हो इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन या पद्धतीचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण टोकन्स प्रोव्हाईड करतो. टोकन्समध्ये काय होतं की ते जे ट्रान्झॅक्शन आहे, त्यात तेवढ्याच मिनिटासाठी ओपन राहतं आणि त्या मिनिट संपली तर ते ट्रान्झॅक्शन क्लोज होऊन जातं.
हां. हां, हां. हां, हां. अच्छा, ते पब्लिक की प्रायव्हेट की असं काहीतरी इन्क्रिप्शन, डिक्रिप्शन सारखं हां अच्छा, अच्छा. अच्छा.